हो, असं असतं. असंच असतं. म्हणजे हे माझं मत आहे माईट बी अ, दुसऱ्यांच काही वेगळी पद्धत असू शकतं.
हो ना, माहीत नाही. हो, हो. हो.
हं.
मग नेमकं हो, सांगा, सांगा?
तर मग ह्या पद्धतीच्या हां, ह्या पद्धतीच्या गोष्टी फ्लोमध्ये होत असतात. आणि अ, फ्लो कसं आहे ना, फ्लो कुठल्याही अ, पण हा सगळा फ्लो मी नाही बोलत आहे. फ्लो-फ्लोमध्ये तुम्ही कोणालाही काहीही बोलून टाकतात. फ्लो-फ्लोमध्ये कोणाला शिव्या देऊन टाकतात. याला तो हा फ्लो वेगळा आहे. <chuckles>
<giggles>
हा फ्लो आहे ना, याला आपण काउंट नाही करायचा. तो फ्ले फ्लो वेगळा आहे.
नक्कीच, नक्कीच. तो फ्लो वेगळा हो, हो. तो फ्लो वेगळा आणि ह्या प्रॅक्टिसचा फ्लो वेगळा. नक्कीच हो.
प्रॅक्टिसचा म्हणजे हा वेगळा आहे. 2 वेगळ्या दिशेला जातात. हं.
नक्कीच, नक्कीच. खूप छान सांगितलंय.
हं. तर नाही गैरसमज आहे अ, होतो लोकांना की अ, फ्लोमध्ये अ, काय करावं आणि आहे ना, हा फ्लो प्रत्येकाला
नाही होत नाही बरोबर आहे, बरोबर. नाही तुम्ही जे सांगितल ते खरंच बरोबर आहे. कारण तो फ्लो जर सांगतात ना, लोकं वेगळाच अर्थ काढतात. "अरे फ्लो-फ्लो में वो बोल दिया मैने. मुझे क्या पता था?" असं काहीतरी सांगतात ना, आम्ही चुकीचं काहीतरी बोललं काहीतरी निघून गेलं फ्लो-फ्लो तो फ्लो वेगळा आहे आणि हा फ्लो वेगळा आहे नक्कीच. मग बघा ना, जेव्हा आपण ही प्रॅक्टिस वगैरे करतो ठीक आहे आणि तेव्हा आपले घरचे पण राहतातच आपल्या सोबत म्हणजे आपलं कुटुंब राहतं. आता मग त्याच्यामध्ये फोन आला, मग घरचे आपले कुटुंब सदस्य आले. त्याच्यामध्ये अ, सोने पे सुहागा म्हणतात ना, वेळेचं ताण आलं. मग जेव्हा हे सगळ्या तुमच्या अ, इर्द गिर्द आजूबाजूला तर हे गोंधळ येतो तेव्हा मग तुम्ही कसे हे परत त्या कामामध्ये फोकस मिळवता?
अ हं, हं. हं. हं, हं, हं. हो, हो, हो, हो. हं, हं, हं, हं, हं. हां, हं, हं. हं. बरोबर. हं, हं. हं, हं.